हो ना. आणि माझ्या पप्पांची एकच चिंता होती, की बस माझ्या मुलाच्या डोळ्याला काय ना हो. जर डोळ्याला काय झालं तर मग एकदम डोळ्याच्या खाली लागल्यानंतर हो ना, सगळ्यात म्हणजे महत्त्वाचं अवयव डोळे आहेत. जर दिसणंच बंद झालं तर कायच करेल मी.
हां. हो, हो, बरोबर. मेन आहे ना हो? तेच ना, मग? म्हणजे त्याच्यानंतर ते व्यवस्थित हां.
मग नंतर पप्पांनी तसंच हां, मग त्याच्यानंतर पप्पांनी मला तसंच पकडलं. म्हणजे असं घरून टॉवेल वगैरे आणला, तसंच पकडलं आणि तिथं असं दाबून त्यांनी पकडलं, डॉक्टरकडे घेऊन गेले. मग डॉक्टरकडे घेऊन गेल्यानंतर डॉक्टर मी मी तर बेशुद्धच होतो. डॉक्टर पप्पांना बोलतो म्हणे, "थोडक्याने याचा डोळा वाचलाय." म्हणे, "एकदम किंच्यावर." "हे 3 टाके पडलेत." म्हणे. "आणखी थोडं लागलं असता ना," म्हणे, "यानी डोळा फोडून घेतलेला असता."
हां. हां, हां. हां, हां. अरे बाप रे! हो ना. म्हणजे तेवढंच नशीब तुमचं खरंच चांगलं होतं. मग अ, बघा ना, अशी काही घटना होते अ, तर मग अ, तुम्ही त्याच्यातून काय शिकलात?
हो ना. अशी काही घटनांवरून मी तर तेव्हापासून एकच शिकलो, की परत क्रिकेट नाही खेळायचं. हो.
काय सांगता? तुमच्या एवढा आवडीचा खेळ तुम्ही अ, म्हणजे सोडून दिला?
अ, त्याच्यानंतर मी क्रिकेट खेळणंच सोडून दिलं. कारण त्यांनी माझ्या मनात भीतीच एवढी बसवली हो, कारण त्याने माझ्या मनात भीतीच एवढी बसवली, की नाही ही जर बॅट फिरली आणि आपल्याला जर लागली, तर म्हणजे आपला कार्यक्रम फिक्स आहे.
फारच मोठा निर्णय घेतला. <chuckles> हं, हं. <chuckles>